बघा आता, कित्येक वेळेस मी तर सांगेल आता, म्हणजे खोटं नाही सांगणार, नक्कीच सांगेल, माझ्याबरोबर हे असं भरपूर म्हणजे भरपूर झालेलं आहे आणि आज पण होत आहे हो. म्हणून मी हे शिकले आहे आता. पहिले मला फार वाईट वाटायचं आणि आजही वाटतं आहे मला, पण मी हे आता शिकले आहे की कुठले नाते हे आपण अ, लेट गो करणंच चांगलं आहे आणि कुठले असे नाते असतात ना की ते खऱ्या मैत्रीच्या, जसं म्हणतात ना, त्याच जे नीव जी असते ती खरी मैत्रीवरती कधी बनलीच नव्हती. तर त्यावेळेस आपण सुखाने त्या व्यक्तीला जाऊ द्यावं. सुखाने, असं नाही की एकदम कडव्या मनाने किंवा एकदम मनात असे द्वेष ठेवून, नाही, सुखाने त्याला जाऊ द्यावं. आणि जर का कधी अचानक अ, अधूनमधून भेट झाली तर त्यांना नक्की आपण म्हणजे नमस्कार करावा आणि आपण जसं मानसन्मानाने आपणं त्यांच्याशी राहावं, मला तरी असं वाटतं आहे. आणि कधी-कधी कसं होतं आहे की जर का आपण काम करत असेल एखाद्या जागेवरती, ऑफिसमध्ये कार्य करत असतो आणि तिथे जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की एखादा व्यक्ती आपला चांगला मित्र-मैत्रीण बनू शकेल आणि ताबडतोब काही ना काहीतरी कारणावरून ते धोका देतात आपल्याला आणि धोका देत राहतात, तर आपण काम तर सोडू शकत नाही. आपल्याला काम पण करावं लागतं आहे आणि आपल्याला त्यांच्याशी संपर्क पण ठेवावा लागत आहे. तर अशा वेळेस आपण चार हात नाही, आपण दहा हात त्यांच्याशी दूर राहिलं पाहिजे मानसिक रूपेत आणि स्वाभाविक रूपेत. किती जरी म्हटलं आपण आपल्या सीमा मर्यादेत राहावं आणि अ, ते जर का आपल्या मर्यादेला पार करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना आरामाने, प्रेमाने सांगणं फार गरजेचं आहे की मला ह्या विषयावर मी बोलू शकत नाही किंवा हे मला जमणार नाही. म्हणजे असं प्रेमाने, कारण आपल्याला काम टिकवून ठेवावं लागतं ना. आणि कामाच्या ठिकाणी आपण फालतूचे वाद-विवाद नाही करू शकत, कारण अ, त्याने आपली नोकरी, जसं म्हणतो ना, धोक्यात जाऊ शकते हो, तर खूप काही गोष्टी आहेत हो.
हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हो, हो. बरोबर. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. तुम्ही हा धोक्याचा विषय काढला म्हणून एक म्हण आठवते इकडे महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. की 'मैत्रीत धोका त्याला तिथेचं ठोका.'
हो, हो. अरे बापरे! <laughs>
<laughs> म्हणजे गमतीचा भाग झाला. बट अ, खूपदा बघा ना आपण बघतो सोशल मीडिया आणि WhatsAppच्या काळात मैत्री वगैरे कशी जपायची हो? हे मत म्हणजे तुमच्या मते हे वेगळं आहे का? की हं, हं.
हो. हो.